पण तरी पण त्याने एम-बी-ए केलेले आहे. <chuckles> त्याने त्यात काही नाही केलं आणि विशेष म्हणजे ते एम-बी-ए करण्यासाठी अ, त्याने 2 वर्षाचा गॅप घेतला. म्हणजे त्याने ऑनलाईन नाही केलं किंवा आपण म्हणतो ना, की अ, पार्ट टाईम नाही केलं. मग त्याने त्या नोकरीमध्ये ते सोडलं म्हणजे आणि त्याने ते स्पष्ट सांगितलं, की अ, "जर म्हणजे मी परत आलो तर मग तुम्ही करणार म्हणजे पुन्हा हे करणार असाल तर ठीक नाही तर मग मी रिझाइन करतो." मग ते त्याने काहीतरी चर्चा केली घरी आणि सगळं ठरलं. तर अ, त्याने लिटरली तो तेवढा 2 म्हणजे मला खूप विशेष वाटलं होतं, की "तू एवढ्या वेळेनंतर आता एम-बी-ए मग तू पार्ट टाईम करू शकतो ना. आता खूपच अव्हेलेबल आहे." तर तो बोलला, की "नाही, तसं नाही होणार आणि त्याच्याने असं व्यवस्थित पगार नाही वाढणार" आणि त्याला पगार हा खूप आहे. <chuckles> म्हणजे पॅकेज त्याला खूप हाय होतं. पण अ, तरी पण मला खूप विशेष वाटलं होतं पण त्याचं असं म्हणणं होतं आणि त्यात मी त्याला प्रश्न पण केला, की "तुझ्या तर फील्डशी निगडीत नाहीच आहे ना हे. मग कशासाठी ह्या गोष्टी?" तर त्याचं असं म्हणणं होतं, की अ, "टेक्निकल जरी असलं तरी पण अ, बिझनेस मॅनेजमेंटचं असं म्हणजे नॉलेज पाहिजे. अ, त्या गोष्टी माहिती पाहिजे आणि अ, मग त्याच्याने माझा पगार पण वाढेल." पण म्हटलं, "जर माहिती पाहिजे, नॉलेज पाहिजे तर डिग्रीज कुठे पाहिजे ना. तू आता थोडी शिक्षण करतोय म्हणजे तुला कुटुंबाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी असं सगळंच आहे ना. आता नॉलेज घे." आता समजा मला माझी पण फील्ड कंप्लीट वेगळी आहे. पण जसं तुम्ही म्हणालात ते लॉचं जर म्हणालात तर लगेच मी लॉला ॲडमिशन नाही घेणार. मी वाचन करेल, की काय असतं, कसं असतं. आपण हां आणि आजकाल खूप सुविधा आहे ना. पण नाही त्याचं डिसिजन एकदम हे होतं, की "नाही, मी हे असंच करणार." हां पण मग अ, त्याने परत
अरे वाह! अगदी नोकरीच सोडली का? अरे बापरे! अरे बापरे! हो ना. नक्कीच. <chuckles> हो ना. नक्कीच. असलंच पाहिजे. थोडा, हां. हो ना. हो ना. घरीच बसून वगैरे बरोबर आहे. पक्कं होतं. नक्की. तर आता मी अशी प्रार्थना करतो देवाला, की तुमच्या मित्राला छान यश मिळावं. त्यांनी जेवढं कठीण पाऊल घेतलंय अ, त्यांना देव नक्कीच यश देईल अशी माझी प्रार्थना आहे आणि सदिच्छा सुद्धा आहे.
नाही ते <chuckles> नक्कीच अ, म्हणजे तुम्ही अ, दिलं त्याबद्दल धन्यवाद.
तर अ हो ना. तर आता आपण हो ना, तर आता आपण कसं बघतो, की आता तुम्ही तुमच्या मित्राचंच उदाहरण सांगितलं, की नाही का, घराची जबाबदारी आहे आणि आयुष्यात सगळं चांगलंही चालू आहे. तर तरी तुमच्या मित्रांनी इतकं मोठं पाऊल उचललं तर कुठे ना कुठे तरी तुम्हाला असं वाटतं का, की लोकं जेव्हा असा निर्णय घेतात म्हणजे आपलं करिअर वाढवण्यासाठी, काहीतरी वेगळं करू इच्छितात अ, तर कुठे ना कुठेतरी एक धोका सुद्धा असतो या गोष्टीत?
पण अ हं. हं. हां, हां. हं, हं. हां, हां.